हां.
ते आजही आठवतात की तुम्ही आता मॉडर्नायझेशनच्या ओ-टी-टी शोजनी हॅप्पी आहात?
अ, मला आठवतंय लहानपणी मी अ, "बडे अच्छे लगते है." मोठे एकता कपूरचा पिक्चर अ, तो सीरीज बघितला होता. एवढा लांब, एवढा लांब संपता संपत नव्हता. आणि आपले मराठी पण 2-4 होते ते संपता संपत नव्हते. आपले श्री जान्हवी चांगले होते, काय दुसरं नव्हतं म्हणून ते बरं वाटायचं. पण सगळं काहीहीच होतं म्हणजे कसं आहे ना, शेवटी एवढं ताणलं जातं ना काही गोष्टी मग ते मला थोडेसे नाही आपले चांगले-चांगले पण होते. अ, "एका लग्नाची दुसरी गोष्ट" वगैरे असे छोटे-छोटे पण छान-छान वेगळे व्हेरियंट पण आलेले. आणि अ, अ, होते असे म्हणजे नाही असा नाही. पण अ, बरेच असले पाहिजे होते तेवढे जेवढे अपेक्षित होते ना, आता कसा जरा भंडार आहे, कधी पण उचललं ना काहीतरी-काहीतरी नक्कीच मिळणार छान बघायला.
हो, हो, हो. हो, हो, हो. हं, हं. हां, हां, हां. हां, हां. "काहीही हां श्री" ते ना. <laughs> हं. हां, हां, हां. हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हां. हं, हं, हं. तर मग आता तुम्ही आताच्या ओ-टी-टी शोज आणि सीरियल्सनी हॅपी आहात असं समजू शकतो.
हो, हो. आत्ताच्या ह्याने खूप हॅपी आहे.
हां. <chuckles> अच्छा. तर मग स्ट्रीमिंगमध्ये तुम्हाला एकदम मोठा बेनिफिट काय वाटतो असा, याचा काय बेनिफिट वाटतो? काय सांगाल ह्याच्यात?
म्हणजे आजकालचं आपलं जीवन कसं सगळ्या गोष्टींमध्ये एवढं बिझी आहे काम आहे, हे आहे, ते आहे. अन त्यातून कुठेतरी थोडासा अर्धा 1 तास मिळाला. अन त्यातही मला ऑप्शन नसेल काय बघायचंय, तर मग विचार करा ना, ते आता समजा नुसतं एक अ, म्हणजे मग एखादी अशी आपली सीरीज चालू असेल, मिनी सीरीज असेल आणि ज्याला एक क्लोजिंग लवकर मिळतंय म्हणजे असे शंभर शंभर एपिसोड नाही एक 10-20 सीरीज अ, एपिसोडची सीरीज आहे ज्याला क्लोजिंग लवकर भेटतंय किंवा छोटे-छोटे मूव्हीज आहेत अ, वेगवेगळे मूव्हीज आहे मी भाषा वगैरे शिकते. तर वेगवेगळ्या तुम्ही जसं म्हणाला ना, कोरियनच पण बघायला मिळतं अ, अ, आपल्या इंग्लिशच पण बघायला मिळतं. आपण भाषा इम्प्रूव्ह वगैरे करत माझी तरी आवड आहे. मग मला ते पण वेगवेगळ्या कंटेंट पण चांगलावाला बघायला मिळतो. मग त्याचा मला नक्कीच फायदा होतो.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. एपिसोड्स. हं. हं, हं. हां, हां, हां. हं, हं. क्या बात है. हं, हं, हं. हं, हं. अगदी, अगदी. अच्छा. बरं. मला आता हे सांगा की तुम्ही रिकमेंड कराल असा कोणता शो आहे?
अ, रेकमेंड करायला सांग म्हणजे मला जसा डिटेक्टिव्ह जॉनर आवडतो तर अ, त्यामध्ये "शेरलॉक होम्स अ, शेरलॉक होल्म्स" हे
हं, हं. शो किंवा मूव्ही. हां, "शेरलॉक होम्स" तर हं, हं, हं.
आहेत बरेच अ, आणि वेगवेगळ्या अ, देशांचे वेगवेगळे "शेरलॉक होम्स" पण आहेत. <chuckles> हां, ते पण आहेत. अ, मी रिसेंटली "अव्हेंजर्स" पण बघितलं अ, इंग्लिशमध्ये.
येस, येस, येस, येस, येस हं, हं, हं. क्या बात है, तुम्ही "अव्हेंजर्स" फॅन आहात?